कुठलंही काम व्यवस्थित आणि चांगल्या रित्या पूर्ण करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं लागतं त्याला फोकस आणि फोकस जर माणसाचा एका ठिकाणी असेल तर तो कुठलीही गोष्ट लगेच साध्य करू शकतो. तर असाच फोकस टिकवण्यासाठी तुमच्याकडे काही असे ट्रिक्स आहेत का?
हो, नक्कीच आहेत आणि अगदी तुम्ही बरोबर म्हणालात की अ, आपलं लक्ष केंद्रित करून ठेवणं खूप आज अवघड झालं आहे. कारण अ, फक्त सोशल मीडियाच नाही तर अ, 10 मिनिटांत आपल्या घरी पोहोचतील अशा अ, वस्तू पोहोचतील असे ॲप्स ही आले आहेत. त्यामुळं आपलं लक्ष विचलित करणं खूप अ, सोपं झालं आहे. पण नक्कीच मी अशा काही 2-3 गोष्टी ज्या मला आत्ता तरी लगेच आठवत आहेत, त्या मी अ, करतो आणि सांगू शकतो. म्हणजे एक तर WhatsAppचे आपले जे कॉन्टॅक्ट्स असतात, त्या सगळ्यांचे स्टेटस जे आपण अ, ऑन ठेवतो तर तो एक हिरवा गोळा जो येतो स्टेटसवरती तो आपल्याला दाबावासाच वाटतो आणि कोणाच्या आयुष्यात काय चाललं आहे, हे बघून आपण आपलं लक्ष खूप जास्त विचलित करून टाकतो. तर ते मी सगळे स्टेटस सगळ्यांचे म्यूट करून ठेवले आहेत. सगळ्यांचे. म्हणजे तो हिरवा गोळाच येत नाही आणि माझ्या डोक्यातही आणि पोटातही गोळा येत नाही. <chuckles>
जसं की? हो. कुठल्या गोष्टी आहेत त्या? हां. हो. नक्कीच. सगळ्यांचे? <chuckles> नाही खूपच छान. म्हणजे हा पण एक चांगला अ, उपाय आहे लक्ष केंद्रित करण्यासाठी. बाकी काय करता?
हो आणि म्हणजे पाहिजे तेव्हा बघू शकतो ना जाऊन म्यूट म्यूटचा एक डब्बा असतो. त्याच्या आत जर गेलं तर सगळ्यांचे स्टेटस दिसतातही. पण ते अगदी 24 बघितले पाहिजेत असं नाही. आणि अ त्याचबरोबर अ
हो. हां. नक्कीच.
नोटिफिकेशन्स बंद ठेवणं, हे खूप महत्वाची गोष्ट मी करतो. मोबाईल माझे कायम डू नॉट डिस्टर्ब हे ऑप्शन सिलेक्ट करून ठेवलेलेच असतात.
अच्छा ते पण केलेलं असतं तुम्ही? म्हणजे अ, डू नॉट डिस्टर्बचा फायदापण तुम्हाला होत असेल चांगल्याप्रकारे.
कायमच. हो. म्हणजे जरी कॉल आला तरी मी कॉल बॅक करतो त्या व्यक्तीला आणि त्याच्याशी बोलतो. कारण अ, एक माझा पब्लिक नंबर आहे जो मी सगळ्यांना देऊन ठेवला आहे माझ्या अ, सोशल मीडियाद्वारे वगैरे. तर अ, कधी-कधी असं होतं ना, लोकं विनाकारण वेळ न बघता कॉल करायला लागतात. मग मी काही काम करत असेन, महत्वाची गोष्ट करत असेन तर माझं अ, फोकस तिकडे जाऊ शकतो. म्हणून मी ते टाळण्यासाठी डू नॉट डिस्टर्ब ऑन करून ठेवलं आहे.
अच्छा! हो. अरे वाह! म्हणजे अ, खूपच चांगली गोष्ट आहे की कारण की ह्याने पण एखादा चांगला फोकस अ, टिकवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं कारण की म्हणतात ना, मोबाईलचे कॉल्स आणि हे आपल्याला डिस्टर्बन्स चांगलाच करू शकतात.
खूपच जास्त. नोटिफिकेशन्स तर सर्वात जास्त.
हो. मग अजून दुसऱ्या काय गोष्टी करता तुम्ही?
मी अजून एक गोष्ट जी छानशी म्हणजे सुरू केली आहे, ती खरं म्हणजे 20 वर्षांपूर्वी करायचो, जे म्हणजे वाचन. ते मध्ये <chuckles> मध्ये जसं काम माझं सुरू झालं अ, जॉब वगैरे. तर वाचन खूप जास्त कमी होऊन गेलं आणि वाचणच बंदच झालं, असं मी म्हणेन. पण आपला फोकस आपल्याला सुधारायचा जर असेल आणि लक्ष केंद्रित कसं ठेवायचं 10 मिनिटांसाठी तरी जे खूप अवघड झालं आहे आजच्या काळात. तर त्यासाठी मी अ, मोबाईल लांब ठेवून एक पुस्तक घेऊन ते वाचण्याचा प्रयत्न करतो. त्याचा एक चॅप्टर तरी पूर्ण करायचा प्रयत्न करतो. ज्याने माझं फोकस इकडच केंद्रित राहील.
अरे वाह! हां, हां. अच्छा. हो. अरे वा! एक चॅप्टर पूर्ण करता. असं कुठलं पुस्तक वाचता तुम्ही?
अ, 2-3 जी आत्ता मी वाचतो आहे. ती म्हणजे एक पैशांवरती आहे. एक अ, सायकॉलॉजी ऑफ मनी म्हणून एक अ, पुस्तक आहे इंग्रजीत आहे. ते वाचतो आहे मी. अजून एक आहे ते सोशल मीडिया खूप जास्त वापरल्याने त्याचे दुष्परिणाम आपल्यावर कसे होतात, यावर एक पुस्तक आहे. ते मी वाचतो आहे. मग ते अ, सगळंच तर एका अ, बैठकीत नाही वाचू शकत आपण. पण मी प्रयत्न करतो की एक चॅप्टर तरी पूर्ण करायचाच करायचा.
अच्छा. अरे वाह! ओ! नक्कीच. अ, खूपच छान आणि मग हे पुस्तक वाचताना पण फोकसची गरज असते आहे ना. तर ते तुम्ही कसं अ, करता म्हणजे त्यावेळेस?
हो. मी एक वेगळं ठिकाण ठेवलं आहे. अ, माझी एक छोटीशी माझं एक लहानपणीचं स्वप्न होतं एक लायब्ररी बनवायचं. तर मी काल परवाच एक रॅक घेऊन आलो. ज्यात मी सगळी पुस्तकं ठेवली आहेत आणि तो एक वेगळा कोपरा केला आहे मी माझ्या घरात. जिथे मी एक खुर्ची ठेवली आहे छोटीशी, एक झाड ठेवलं आहे अ, इनडोअर झाड आणि अं, त्याला पाणी घालत-घालत मी त्या कोपऱ्यात मोबाईलपासून पूर्णपणे लांब. मोबाईल मी एका खोलीत आणि ती लायब्ररी दुसऱ्या खोलीत ठेवली आहे आणि तिथ तिथे ठरलेली वेळ आहे माझी जिथे जाऊन मी बसतो आणि पुस्तक एक पंधरा वीस मिनिटांसाठी तरी वाचायचा पूर्णपणे प्रयत्न करतो.
हां. अरे वाह! हां. मस्तच आहे हा हे. हां, हां. अरे वाह! खूपच अ, छान आयडिया आहे तुमची ही आणि मस्त म्हणतात ना, उपयोग अ, गीपण आहे खूप. आणि ते पुस्तकाने तर फोकस नक्कीच वाढत असेल. आणि बाकी अजून काही अ, गोष्टी करता का तुम्ही, जसं मेडिटेशन झालं किंवा काही गोष्टी दुसऱ्या?
हो. हो, हो. नक्कीच ध्यानही करायला मला खूप आवडतं. आणि ते अ, ध्यानाचं कसं आहे, सकाळी एकदा जर मी केलं, 15 मिनिटं तर दिवसभर विचित्र वागायला मोकळा नसतो माणूस नाही का? <chuckles> त्या ध्याना ध्यान केलं आणि काम झालं असं नाही आहे ते. अ, दिवसभरातही ते ध्यान ठेवणं, लक्ष ठेवणं खूप महत्वाचं असतं. ध्यान हा हिंदी शब्द असून त्याचा अर्थच, लक्ष हे आहे नाही का? तर लक्ष दिवसभरात आपण काय करतो आणि एका वेळेस 10 गोष्टी करतो का अ, 10 गोष्टीच एका वेळेस करतो. हे आपण आपल्याकडून बरीच चूक होत असते, असं मला वाटतं, की मी एका वेळेसच 2-3 गोष्टी म्हणजे, आता मी एखाद्याशी बोलत असेन त्याचबरोबर टीव्हीही लावला असेल, मोबाईलही बघत असेन, खातही असेल. तर आपलं मग काहीच व्यवस्थित होत नाही असं मला वाटतं. त्याचे परिणाम आपल्याला खूप जास्त छान नाही मिळत. त्यामुळे मी हा खूप प्रयत्न करतो, की एका वेळेस एकच गोष्ट करायची. खाताना फक्त खायचं. जास्तीत जास्त टीव्ही बघायचा एखादा ,पण दोनहून जास्त गो जास्त गोष्टी मी करत नाही. टाळतो.
हो, नक्कीच. <chuckles> हो, नक्कीच. अच्छा. हो. अरे वाह! नाही नक्कीच. अ, ह्यानी फोकस अ, डायव्हर्ट होण्याचं काम नक्कीच होत असेल आणि मग तुम्ही बघा ना घरातले लोकांचं असं थोडं नाही का विचलन असतं किंवा आवाज गोंधळ असतो, आहे ना? आणि का की अ, फोन तर तुम्ही म्हटलाच की डी-एन-डी वगैरे करून टाकता. पण बाकी मग कुटुंबातल्या लोकांना कसं तुम्ही हाताळता? त्यांचा पण फोकसमध्ये अडचणी येतच असतील ना?
हो. <chuckles> हो, जर त्यांच्याही कपाळावर एक असं डी-एन-डीचं बटन असतं तर खूपच छान झालं असतं, नाही का? <chuckles>
<laughs> आह!
पण मी अ, काय केलं आहे की माझी जी खोली आहे घरातली, तिथे एक असा चार्ट लिहून ठेवला आहे, की ह्या-ह्या वेळेत मी बिझी असतो. किंवा ह्या-ह्या वेळेत माझं काम चालू असतं, तर मला डिस्टर्ब करू नये. असा एक मजेशीर कार्टून असलेला एक छोटासा चार्ट बनवून ठेवला आहे आणि अ, आता ऐकत आहेत म्हणजे मी खूप जास्त आरडा-ओरडा केल्यानंतर आता ऐकत आहेत, पण हे मी म्ह गमतीने सांगतो आहे. त्यांनी हे समजलं, म्हणजे ही एक पद्धत आहे आपल्या घरच्यांनाही थोडंसं अ, रिमाइंड करण्याची की माझं काम चालू असतं तर कृपया ह्या-या वेळेत मी एक वेळ लिहून ठेवली की अ, 10:30 ते 12:30 म्हणा किंवा 2:30 ते 4 या वेळेत मला डिस्टर्ब करू नये, कारण मी कामात आहे. कारण जर मी घरातून काम करत असेन, वर्क फ्रॉम होम आज खूप जास्त वाढलं आहे, त्यामुळे घरी अ, साहजिक असतं घरच्यांना किंवा आईला खास करून काहीतरी येऊन सांगायचं. एखादी खबर सांगायची आणि आपण असतो पॉझिटिव्ह आणि ते काहीतरी निगेटिव्ह खबर येऊन सांगतात आपल्याला, मग आपला मूड सगळा खराब होतो आणि लक्ष, फोकस पूर्णपणे दुसरीकडे जातं. तर त्यासाठी मी हे छोटीशी, गोडशी गोष्ट करून ठेवली आहे आणि सांगून ठेवलं आहे की या-या वेळेत कृपया करून मला थोडंसं डिस्टर्ब नका करू. नंतर मी आहेच. नंतर येऊन बोलू शकतो. तर अशा प्रकारे मी माझा फोकस ठेवला.
अच्छा. हां. आणि ते ऐकतात असं घरातले? हां. हां. हो. नक्कीच. हां. आणि त्यांनी तरी अ, डिस्टर्ब झालं तर?
तरी पण डिस्टर्ब झालं तर मग मी अ, थोडंसं सांगतो त्यांना, थोड्याशा कठोर शब्दात की "अरे, मी बिझी आहे जरा प्लीज मला आता तरी अ, लक्ष माझं केंद्रित राहू द्या."
हो, हो, हो. नक्कीच. अ, चांगली आयडिया आहे. पण तुम्हाला हे कुठून सुचलं, की घरात असं म्हणतात ना एक अ, ड्रॉइंग केलेल्या गोष्टी लावायची जेणेकरून त्यांना सूचना भेटतील.
<chuckles> शाळेतून. खरं म्हणजे मला अ, हो शाळा शिकायला किंवा एक शिक्षक बनायची माझी आवड होती लहानपणाची जी अर्धवटच राहिली. पण अ, तिथून मी असं शिकलो जसं शाळेत काही वेळापत्रक दिलेलं असतं, की ह्या वेळेत हे होणार त्यावेळेत ते होणार. तर अ, तशाच प्रकारचं एक वेळापत्रक छोटंसं मी लावलं आहे माझ्या दारावरती. आणि ते अगदी वाईट दिसू नये किंवा अपमान वाटू नये समोरच्याला म्हणून त्यावरती काही कार्टूनची चित्र किंवा एक अशी मजेशीर हसायची अ, इमोजी म्हणतो ना आपण ते लावले आहेत. या वेळेत मला डिस्टर्ब करू नका असं एक छानसं इमोजी मी लावले त्यावर.
शाळेतून. हां. अरे वाह! हो. हां. हां, हां. <chuckles> नाही मस्त आयडिया आहे ही. नाही का? उदाहरण खूप चांगलं आहे करण्यासाठी आणि नक्कीच काम करत असाल हे. आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे असं बघायला गेलं, की बघा ना की अ, जेव्हा फोकस हवा असतो रूममध्ये, कुठलंही काम करण्यासाठी. तेव्हा तिथल्या त्या लाईटिंग्स वगैरे सगळ्या गोष्टी अ, खूप महत्त्वाच्या असतात म्हणजे आपण तहान लागली, सारखं-सारखं उठून जातो. आहे ना? तर त्याच्यामुळे फोकस तुटायचं काम होतं, तर त्यासाठी तुम्ही काय करता?
हो. हो. मी अ, शक्यतो पाण्याची बाटलीही माझ्याबरोबरच जवळ ठेवतो. आणि माझा जो एक छोटासा सेटअप आहे, म्हणजे एक लॅपटॉप आहे, एक अ, कॉम्प्युटर आहे, एक म्हणा मोबाईल फोन आहे, तर अ, ते सगळं मी एकत्रच एकाच ठिकाणी ठेवलं आहे. म्हणजे एकाच टेबलावर. आणि जेणेकरून मला जर मी बसलो आणि जरी मला अ, मोबाईल बघावासा वाटला, तरी मी मग त्या मोबालकडे लक्ष फोकस करून पूर्णपणे त्याला वेळ देईन आणि मग बाकीची कामं काहीच करणार नाही. तर म्हणजे मुळात मी हे एकच ठरवलं आहे, की एका वेळेस एकच काम करायचं. आणि त्याचबरोबर रंग तुम्ही अगदी छान म्हणालात, की रंगही आपल्या आसपासचे किंवा सगळ्या वस्तू आसपासच्या नीटनेटक्या ठेवल्या, तर अ, ते आवरण्यातच आपलं सगळं किंवा मला अरे बापरे! टेन्शन आलं आहे की मी हे काम करतो आहे, पण मला आता माझे कपडे घडी घालून ठेवायचे आहेत. तर ते होऊ नये, म्हणून मी नीटनेटकेपणा ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो.
हां. अरे वाह! हां. हो. खूपच छान. आणि मग असं असतं ना, की आपल्या बसण्याचं आसनपण तेवढंच महत्वाचं आहे, खुर्ची आणि ती कम्फर्टेबल नसली, तरी आपला फोकस अ, लांब होऊ शकतो, तर तुम्ही त्यासाठी काय करता?
हो, खूप महत्त्वाचं आहे. जरी आता मी स्टूलावर बसलो आहे, पण तरी अ, एक खुर्ची आहे माझी जी अ, अगदी आरामदायक आहे आणि अ, ती खुर्चीत खुर्ची मी करून ठेवली आहे कारण अ, त्याच्यात थोडीशी हाईटवर होते आणि मग मला लॅपटॉप व्यवस्थित वापरता येतो. पण ती खुर्ची एकदम कम्फर्टेबल आहे. खूप छान ती कुठून मिळाली माहिती नाही माझ्या आईला. पण तिनी अगदी अ, छान म्हणजे फायबरचीच आहे, पण ती एकदम अ, आराम देईल अशी आहे. त्याच्यात एक उशी ठेवली आहे मी. म्हणजे मी जास्त वेळासाठी माझं लक्ष केंद्रित करून जे काही काम करतो आहे, ते करू शकतो.
हां. अरे वाह! हो, खूपच छान. हां, हां, हां. हां. मग तुम्ही एका वेळेस असा बसला, आता तुम्ही म्हणाला, की ल जास्त वेळ तुम्ही अ, काम करू शकता, लक्ष केंद्रित करून. तर तुम्ही एका ठिकाणी बसला हं, क कामासाठी. तर तुम्ही अ, किती वेळ त्या कामाला देता?
मी अ, अर्ध्या पाऊण तासाहून जास्त बसत नाही, एका ठिकाणी. कारण अ, ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं आणि व्यायाम होत नाही मग शरीराचा आणि असं मग उठतो. थोडंसं उठून थोडंसं अ, हात हलवतो, किंवा पायाचे थोडेसे व्यायाम करतो, गुडघ्याचे थोडेसे व्यायाम करतो आणि थोडंसं उठून परत एक रिचार्ज जसं म्हणतो आपण. किंवा फोन आपण रिस्टार्ट जसा करतो, रिबूट करतो. तसंच मी स्वतःच्या शरीराला पण एकदा एक धक्का देऊन, थोडंसं रिबूट करून, उठून येऊन मग परत बसतो.
हो, हां. अच्छा. मग काय करता त्यासाठी? हो. हां, हां. अरे वाह! मग व्यायाम कसल्या प्रकारचे करतात त्यामध्ये?
अ, अगदी सोपं आहे. जे काही मी इंटरनेट वरून शिकलोय, किंवा YouTube वरून किंवा, इव्हन रील्स वरून शिकलोय की
अच्छा.
थोडासा पाय वर-खाली करायचा, गुडघा वर-खाली करायचा. आपली मान आपण खूप ताठ ठेवतो, मान खूप अगदी नाजूक असते. तर ती मान जर खूप जास्त ताठली किंवा आकडली तर आपण लक्ष नाही केंद्रित करू शकत आपल्या कामाकडे, जरी आपल्यात ऊर्जा असली तरी. म्हणून त्या मानेला थोडंसं हलकं करणं थोडंसं अ, हलवून, इकडं-तिकडं पाहून, गोल फिरवून, मी परत स्वतःला तयार करतो.
हो, हां, हां. नक्कीच. नक्कीच, खूप छान! आणि मग तुम्ही कामाचं ते प्रोग्रेस अ, लिहिण्यासाठी किती वेळात काय काम करायचं आहे. त्यासाठी मग तुम्ही असं काही टू डू लिस्ट वगैरे पण काय वापरता का?
अ, हो, वापरली. म्हणजे आहे एक अ, ऑनलाईनच वापरतो मी. अ, खूप जास्त आधी म्हणजे अ, कागदावरती लिहायचो. पण आता ते सगळं ऑनलाईन गेलं आहे कारण सगळं काम कम्प्युटरवरच असतं. त्यामुळे अ, प्रत्येक कामही व्यवस्थित होणं आणि अ, हे मला स्वतःला एक तो एक अभिप्राय मी देतो, की अच्छा हे मी काम अगदी लक्ष देऊन केलं तेवढ्या वेळासाठी आणि मग आता मी पुढच्या कामाकडे चाललो आहे. त्यामुळे एक चेक लिस्टसारखं मी केलं आहे आणि ती चेक लिस्ट मी पाळायचा प्रयत्न करतो, ते होत नाही कधी-कधी. पण समोर असलं, की ते आपल्या लक्षात राहतं, की अच्छा मी या कामाला एक 15 मि मिनिटं दिली, 20 मिनिटं दिली आणि ते पूर्ण केलं लक्ष देऊन.
हां, हां. हो. छान आहे ते, हां. हो. नाही नक्कीच, अ, छान आयडिया आहे आणि मग तुम्ही अ, आधीच्या तुमच्यात आणि आत्ताच्या तुमच्यात जो फोकससाठी तुम्ही एवढे प्रयत्न करत आहात, त्यानंतर तुम्हाला स्वतः मध्ये काय बदल जाणवतो?
हो. अ, बदल हाच जाणवतो की आता जरा जास्त अ, कष्ट घ्यावे लागतात फोकस अ, ठेवण्यासाठी. कारण आधी अ-अ मोबाईल नव्हते. म्हणजे वयाच्या 30व्या वर्षापर्यंत मोबाईल नव्हते या जगात. स्मार्टफोन खास करून नव्हते. 25साव्या वय वयात तर मोबाईल आले होते, पण स्मार्टफोन नव्हते. तर त्यामुळं आधी फोकस करणं खूप सोपं अ, असायचं. इव्हन बघा ना, टीव्ही बघतानाही, कार्टून बघताना 15 मिनिटाचं आ आधीच्या काळात अगदी बसून आम्ही वाट पाहायचो आठवडाभर की रविवारी सकाळी हे कार्टून येईल आणि मग ते 15 मिनिटाचच असायचं. त्यातही एक ॲड असायची. पण तरी आम्ही छान प्रकारे फोकस देऊन बसायचो. पण आता 15 मिनिटं म्हणजे असं वाटतं- आयुष्य सगळं संपेल का काय 15 मिनिटात ए एवढा
<chuckles> का बरं आधीपेक्षा? हो. अच्छा. <chuckles> अरे वाह! खूपच छान. हो, नक्कीच. लोकांना 30 सेकंदाची जाहिऱ्यात पण नको वाटते. <chuckles>
हो, म्हणजे दीर्घ काळ वाटतो 15 मिनिटं पण प्रयत्न केले तर नक्कीच अ, फोकस येऊ शकतो आणि मी तो नक्कीच करतो प्रयत्न.
नाही नक्कीच येऊ शकतं. खरंच खूप छान वाटलं मला आपल्या संग ही सगळी माहिती घेऊन, की तुम्ही कशाप्रकारे घरामध्ये एक म्हणतात ना, की अ, नोट अ, हे लावलं आहे, अ, नियमावली की ज्यात लोकं घरातले बघतील आणि तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आणि तुमचा फोकस वाढेल आणि जसं तुम्ही म्हणालात की एक 45 मिनिटाच्या आसपास तुम्ही एका ठिकाणी बसून काम करता आणि त्यानंतर मग थोडं स्ट्रेचिंग वगैरे करता. जेणेकरून तुम्हाला म्हणतात ना, थोडं शरीरात पण हालचाल होईल आणि ज्या प्रकारे तुम्ही चांगली खुर्ची कम्फर्टेबल बसवली आहे ती पण फोकसमध्ये चांगलं काम करते आणि मेन म्हणजे तुमची वाचनाची सवय.
<chuckles> हो. हो, ते खूप महत्वाचं.
जे तुम्ही 2 पुस्तकं वाचत आहात हां आणि खरंच अ, खूप छान वाटलं मला हे सगळं बोलून, धन्यवाद. आपण लवकरच पुन्हा भेटूया.
धन्यवाद. मलाही छान वाटलं सगळं सांगून.
हो, हो, धन्यवाद.